हो अगदीच. आजकाल तर ते अ, एकदम अ, <chuckles> कॉमनच झालंय म्हणावं, आहे ना? आम्ही कोणालाही समजा आपल्या नातेवाईकांना जर आपल्याला बोलायचंय किंवा अ, कॉन्टॅक्ट करायचाय, तर आम्ही त्यांना भरपूर वेळेस लांब असताना त्यांना आपण काय करतो व्हिडिओ कॉलद्वारे बोलतो. कारण की दिसल्यावरून माणसाला म्हणजे डिजिटलमुळं काय होतं आपल्याला या डिजिटल युगामुळं त्या ॲप्लिकेशनच्या मार्फत. आपण आता WhatsAppचं तुम्ही जसं म्हटलेत की WhatsApp सगळीकडेच वापरतो. मला वाटतं ज्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्यातले 90% ते 70% लोकांक 70 ते 80% लोकांकडे WhatsApp असणारच.
हो. नक्की. हो. हां. हो. बरोबर आहे.
ज्याच्याकडे जे हं. तर आजकालच्या युगामध्ये आम्ही पाहतोय, की या गोष्टींचा वापर खूप जास्त करतायत लोक, एकटेपणा दूर करण्यासाठी. जसं मी तुम्हाला सांगितलं मी कामानिमित्त बाहेर होतो. आणि त्यावेळेस मला एकटेपणा पणा, म्हणजे एकटेपणा वाटायचा. त्यावेळेस माझ्या कुटुंबाशी मला ज्यावेळेस बोलावसं वाटायचं किंवा त्यांच्या सर्व गोष्टी जाणून घ्यावसं वाटायचं त्यावेळेस, मी आईला, वडिलांना फोन करायचो डिजिटल माध्यमातून, WhatsAppच्या द्वारे. आणि त्यांनाही ते व्हिडिओ कॉल करण्यासाठी प्रवृत्त करायचे, का बरं? कारण की आपला मुलगा लांब गेलाय, आईला एक काळजी असते. काय व्यवस्थित आहे? काय काय आहे?
हं. हो. नक्की. एकटा आहे, हो. कुठे ना कुठे तरी आठवण येते आणि ते एकटेपणा जो आहे, तो थोडा कमी होतो त्याच्यामुळे. संपर्क राहतो अ, म्हणजे कुटुंबासोबत. हे तुम्ही जे म्हणत होते छान वाटलं. मग ह्या ॲप्सपैकी तुमचा आवडीचा ॲप कुठला आहे? आणि का बरं? मला एकदा सांगणार का ते, थोडक्यात?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. त्याच्यामध्ये, ॲप्लिकेशनमध्ये जर बाहेरच्या लोकांसोबत जर संपर्क करायचा किंवा मैत्री जर वाढवायची तर त्याच्यासाठी आपल्याला Facebook आजकालचा जो ॲप्लिकेशन आहे, त्याच्याद्वारे आपण मैत्री आणि अ, विचार आदान-प्रदान करू शकतो. व्हिडिओ कॉल आणि व्हॉइस कॉल पण ही त्याच्यावरनं आपण करू शकतो. तर Facebook हा बाहेरच्या लोकांसाठी आणि इंडियन किंवा आपले नातेवाईक किंवा जवळच्या लोकांसाठी WhatsApp मी अ, म्हणतो की हे 2 ॲप्लिकेशन चांगले आहेत. की ज्याद्वारे आपल्याला डिजिटल रित्या आणि सर्व अ, अ, म्हणजे डिजिटल रीत्या त्यांना आपल्याला बोलता येईन आणि भेटता येईन, बोलता येईल. आणि आपले अनुभव त्यांना शेअर करता येईल. हं, हं.
हां. हं, बरं. अरे वाह! हो. हां. अगदी बरोबर. मग अशा वेळेस बघा ना, जुने नाते जे असतातना आपल्याला ते सांभाळावे लागतात. म्हणजे कुटुंब किंवा शाळेचे तुमचे मित्र. तर तुम्हाला वाटतंय का, की अशा वेळेस जे आपण म्हणतो डिजिटल संवाद हा कसा मदत करतो? म्हणजे, त्याच्यासोबत नवीन लोकांना ओळखताना पण तुम्हाला वाटतंय का, की डिजिटल माध्यम जे आहे, हे कसं वेगवेगळं काम करतं? असं काय तुमचे विचार आहेत, ह्यावर?
हं, हं. हं, हं. हं.